प्रत्येक घरात म्हणतो ना आपण खाण्याची एक वेगळीच स्टाईल असते. अ, मग आपण एक असं होतं, की आधी आपण एक असं-असं खात होतो. आणि किती वर्षानंतर मग असं जाणवतं, की "अरे आपण असं खात होतो, आता वेगळंच काहीतरी खायला सुरुवात केली आहे." असं कसं झालंय का, वेगळीच खाण्याची पद्धत वगैरे?
हो ना, बापरे! मी तुम्हाला सांगते, पहिले आमच्या जमान्यामध्ये खूप वेगळी पद्धत होती हो. म्हणजे पूर्वीच्या तुलनेमध्ये ना, आजच्या ह्या काळामध्ये, या जमान्यामध्ये, मी तर सांगते कुटुंबातील म्हणजे खाद्य बदल प परंपरा मी सांगते इतके बदलले आहेत ना. आणि त्याची जीवनशैली आणि वेळेची कमतरता पण राहते बरं का त्याच्यामध्ये आणि या ग्लोबलायीजमुळे ना इतकं काही बदललेलं आहे ना, का मी तुम्हाला सांगू शकत नाही. का आजकालची मुलं काय मागतात आणि आपल्यामध्ये काय होतं ते नाही का? हो.
अच्छा. <laughs> आपण तर भजीमध्येच खुश होतो. आता काय काय आहे ना, कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
बापरे! इतक्या वेगवेगळ्या आणि त्या एवढ्या स्टायलिश गोष्टी आहेत ना, तर आपण त्यांचं नावं पण ऐकली नव्हती असे असे पदार्थ आहेत. नाही का. आता बघा ना
म्हणजे काय-काय खा खात होता तुम्ही तुमच्या वेळेला काय खात होता आणि आज काय खाता?
बाबा, आमच्या वेळेला तर फक्त घरातलं अन्नच होतं. जे घरात बनवायचं ना, जे आई-बाबा घरामध्ये राहायचं तेच फक्त द्यायचं आणि आपण पण डोळे मिटून खायचं. म्हणजे बघा पिठलं-भाकरी, वरण-भात, पोळी-भाजी. पुरी-भाजी पण आम्ही जास्त बघितली नव्हती त्यावेळेस बरं का.
हं, हं. हं, हं. हां, हां. हं, हं. अच्छा.
हो. असं होतं आणि असं राहायचं ना आमच्या घरामध्ये, जेव्हा असे पारंपारिक जेवण आम्ही बनवायचो म्हणजे माझी आई बनवायची आणि तेव्हा असं काही होतंच नाही हो. जंक फूड वगैरे काही नाही आणि ते मागण्याचा कधी प्रश्नच आलेला नाही आमच्यामध्ये.
हं. आईचंपण खाण्याचं मस्तच चव असते ना, म्हणजे वेगळी त्यावेळेला आई सुगरण होती. <chuckles>
तो म्हणजे सुगरण म्हणजे खरंच, मी आजची पण मी आजच्या पण आईला नाव ठेवत नाही बरं का, आजच्या पण आईच्या हाताला खूप चव आहे पण इतकंच आहे, जे बाहेरचं खाणं आता जरा नवीन निघालेलं आहे ना, ते जरा दुष्परिणाम झाले. नाही तर आजची आईपण खूप छान बनवते. तर बघा ना
हां, हां. खूप चव असते हो. हं, हं. मग आज काय काय खाता तुम्ही?
आज, बाप रे! आज म्हटल्यावरती आम्हाला फक्त जंक फूड पाहिजे. फास्ट फूड पाहिजे जंक फूड पाहिजे, पिझ्झा, बर्गर.
उम्म. तर त्यात नेमकं काय खाता तुम्ही, तुमच्या आवडीचं काय आता? हं?
पिझ्झा. पिझ्झा, पिझ्झा.
पिझ्झा भरपूर. पिझ्झामध्ये कुठला स्पेशल?
चीझ पिझ्झा.
उम्म, मग आणि पिझ्झा सोडून अजून काय काय?
<chuckles> बर्गरपण खाते ना. बर्गरपण खूप छान लागतं मला आणि Subwayचं ते रोल बघा, वेजीज रोल ते पण खाते मी. ते पण खूप छान लागतं माझं ते फेव्हरेट आहे.
हं, हं. हं, हं. हं, मग तुमची ही सवय का बदलली असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आधी आपण जे घरातलं जेवण खात होतो आणि आज आपण हे एवढं चटर-पटर वरचं-वरचं सगळं भरपूर खातोय, तर काय वाटतं म्हणजे का असं तुम्हाला वाटतंय की हा बदल झाला तुमच्यामध्ये?
<giggles> म्हणजे बघा ना पूर्वी घरातलं जेवणच असायचं. एक स्वयंपाक घर असायचं आणि आपलं पारंपरिक जेवण असायचं. आणि जर हे जे जे अ, वरण-भात आणि पोळी-भाजी जर खायची नसेल, तर दुसरं केव्हा बनायचं? फक्त सणांमध्ये बनायचं. काहीतरी जर तुम्हाला नवीन खायला पाहिजे तर सण येऊ द्या. मग सणामध्ये खास पदार्थ बनवले जायचे. जसं सांगा
बरोबर. हं, हं. हो. हं, हं. एकदम मस्त. हम्म.
पुरणपोळी, माझी तर फेव्हरेट आहे पुरणपोळी. आज पण माझी फेव्हरेट आहे.
हं, हं, हं, हो, हो.
पुरणपोळी म्हणा किंवा पुरी-भाजी म्हणा किंवा अ ते छोले-भटुरे म्हणा ते पण बनवायची माझी मम्मी, मस्तपैकी बनवायची बरं का, एकदम अशी झणझणीत.
भजी, पापड.
लोणचं, लोणचं बघा तुम्ही मला आठवण करून दिली, बस असं वाटतंय की आत्ताच खावं लोणचं. <laughs> हो.
<laughs> <chuckles> तोंडाला पाणी सुटलं ना, एकदम सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावं घेतली आपण एवढी आणि ते सुद्धा आईच्या हातची म्हणल्यावर, अहं
बाप रे! <chuckles> खरंच-खरंच सांगते. आणि आजकाल काय झालं आहे. या सवयी कशामुळे बदलल्या आहे? मी खरं सांगू का तुम्हाला? जर असं शहरीकरण झालं नसतंना, बघा बदलांचं म कारण काय आहे? वेळेचा अभाव, मला तरी वाटतं. पहिले कशे लोकांना खूप वेळ होता ओ, काही नाही म्हणजे काम पण करायची ते लोकं. पहिले बघा मोबाईल वगैरे पण काहीच नव्हतं. हे बाहेरचं आकर्षक आणि ते झटपट मिळणारं अन्न पण कुठं होतं? ते असं होतं का? आणि मेन म्हणजे हे स्विगी आता काय ते नि
अच्छा, मग? हं. हो. हं, हं. हो. हो. झोमॅटो वगैरे आणि फास्ट एकदम, फास्ट डिलिवरी हो, 10 मिनिटात घरात.
काय-काय निघालेलं आहे. आणि ते हां. तेच मी सांगत होते आता, म्हणजे 10 मिनिटात येतंय मग घरी बनवतात तरी काय? कोणीच बनवत नाहीये आजकाल इथं.
हं, हं, हं, हं. म्हणजे आपण कोचापर्यंत कोचावर उठेपासून अ, काय म्हणतात कट्ट्यावर जाईपर्यंत घरात डिलिव्हरी हजर.
बस, मी जर कुठे बाहेर गेली आणि मला खरंच खूप अर्जंट राहिलं, तर मी काय करते, मी जेव्हा फिरायला वगैरे गेले किंवा पिक्चर वगै ब बघायला वगैरे गेले आणि आता घरी जर अचानक पाहुणे येतात आणि झाले बरं का, असं जेव्हा पण आम्ही बाहेर गेलेलो आहे ना, असं झालेलं का घरामध्ये पाहुणे येणंच म्हणजे आहे येणं.
हां. हां, हां. हां, हां. हां, हां.
मग जेव्हा असं मा फोन येतो सासूबाईंचा, तसं सा सासूबाईंना जास्त घेऊन जात नाही, वया वयोमानाने त्यांना असं फिरणं होत नाही बरं का. म्हणून सासूबाई घरी राहतात आणि असं झालं ना, आम्ही बाहेर गेलो आणि 1 तासात सासूबाईंचा फोन आला, "अगं घरी पाहुणे येऊ राहिले तुम्ही लवकर या, काय करायचं? घरामध्ये काहीच तयारी नाही आहे." तर आम्ही काय करतो.
हं, हं. बरोबर, बरोबर. अच्छा. मग लावला फोन. <chuckles>
हां, बस फास्ट फूड म्हणजे आपले झ झोमॅटो, स्विगी जिंदाबाद तेव्हा म्हणतो मी. मला तरी कारण,
हो, तसं बघायला गेलं तर त्याचे फायदे पण आहेत. म्हणजे अशा वेळेला अशा अ, काय म्हणतात ना प्रसंगी, अवघड प्रसंगी सोपंही करून अ, र झालंय म्हणजे हो.
नक्कीच-नक्कीच. जेव्हा खूपच गरज आहे ना, खूपच गरज, तेव्हाच मी हे सगळं करते, नाही तर मी बाहेरचं खाणं म्हणजे टाळतेच. मी बाहेरचं जास्त मागवत पण नाही आणि घरच्यांना पण सांगते, का बाहेरचं खायचं नाही आणि जे पण मला भेटतं ना, त्यांना पण सांगते मी खायचं नाही. कारण एक प्रसंग आलाय माझ्यासमोर बरं का तो, आणि तेव्ह हो, म्हणजे ना, तेव्हापासून मी बाहेरचं खाणचं सोडलं. आता तुम्हाला मी सांगेल ना, तुम्ही पण सोडणार नक्की. आता मी तुम्हाला सांगते बघा हो.
हो. हो, हो. कसला प्रसंग? का हो? काय बोलता? काय झालं नक्की?
एकदा आहे ना, असंच आम्ही अ, एक कॉलेज झालं आमचं. म्हणजे तेव्हा तर माझं लग्नपण नव्हतं झालं, बरं का. अ, लग असं कॉलेज वगैरे सुटायचं 5 5.30 वाजता आणि संध्याकाळचीच वेळ असायची नाही का? तर अ, चहा आणि नाश्त्याचा टाईम होऊनच जायचा, तर आम्ही मैत्रिणी काय करायचो? ५ -६ जणी राहायचं आणि जाता-जाता १ मस्त हॉटेल होती तिथे. मग तिथं चहा वगैरे घेतली. तर आता अ, सांगतात ना, आता संध्याकाळचं काहीतरी नाश्ता पाहिजे. पोटाला नाही का? असं व्हायचं. तर आम्ही अ, एकदा आहे ना असं जायचं अ, जाता-जाता १ ह्याची टपरी दिसली. कसली हो? भेलपुरी भेल पाणीपुरी आणि भेलपुरी यांची टपरी दिसली. तर अ, सगळ्यात आमच्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्येच अ, चटोरी जु जुबान म्हणतात ना, ती माझीच. मलाच लागतं हे सगळं. म्हणजे ते बघितल ना माझं मा राहावलंच जात नाही तर खायचं म्हणजे खायचं. <laughs> नका सोडू, नका सोडू, उद्या तुम्ही खा. आता मी स्टोरी सांगते ते ती तुम्ही ऐका. <chuckles> मग झालं, ते दिसलं बरं का आणि त्याच्यानंतर अ, मी म्हटलं आता नाही मला खायचंच आहे, खायचंच आहे. माझी १ मैत्रीण तरी मला बोलली बरं का, "तू तिथं जाऊच नको म्हणे तू गेलीच गी जा गेली ना म्हणे तू पाणीपुरी आणि" भेलपुरी "तू खाणारच नाही म्हणे." मी पूर्ण हो, अशी बोलली. म्हटलं ही अशी काय बोलली?
हं, हं. ओ! हं, हं, हं. हां, हां. हं. हो. ओके. हो. हां, हां. <laughs> तोंडाला पाणी सुटतं. <chuckles> मग काय केलं? अच्छा. हां. हां, हां. हां. अच्छा. म्हणजे त्यांचा काहीतरी अनुभव असेल की ते बरोबर नसेल वगैरे, अच्छा.
हो आणि आणि मी तो ऐकला नाही ना, ती अशी मला बोलली ना की तू जाऊ नको, जाऊ नको. म्हण
हां, हां. काय होतंय त्याला, असं म्हणून तुम्ही गेलात?
म्हणजे ही नाही बोलली ना, तर आता तर मला जायचंच म्हटलं तिथं काहीही झालं तरी मी खाईलच म्हटलं आता तिथं जाऊन नाही का. हो, तसं झालं आणि आम्ही तिथं गेलो बरं का आणि त्यांना सांगितलं त्या भैय्याला, का पाणीपुरी दे म्हटलं, 3-4 प्लेट लावून कारण आम्ही होतो ना, अ, सगळे मिळून खात होतो असं. तर त्याला म्हटलं की ठीक आहे म्हणे देतो, अ, तो हिंदीमध्येच बोलला अ, "बैठो" म्हणे अ, "हम आपको देते, ऐसा करके." तो बोलला, म्हटलं ठीक आहे. आम्ही तिथं बसलो स्टूलवरती वगैरे. तिथं बसलो ना आम्ही, आणि जेव्हा तो पाणी त्यात ओतत होता ना
अरे बापरे! हं, हं. हं, हं. हां.
पाणीपुरीचं पाणी तुम्हाला सांगते, अक्षरशः आम्ही डोळ्यांनी ते बघितलेलं आहे. आता बघा मी सगळ्यांचं सांगत नाही का, सगळे लोक तसे राहतात, पाणीपुरीवाले म्हणा, काही तसे राहतात असं नाही.
हां. हां, हां, हां, म्हणजे एक प्रकारचं अ, क्लेनलिनेस नसेल तिकडे, म्हणजे घाण असेल सगळं ते.
हो. अरे! तुम्हाला सांगते घाण? घाण नव्हती अक्षरशः त्याच्यामध्ये ते सांगतात ना अ, मच्छर आणि ते जीव-जंतू.
आई ग.
कीड, असे त्या पाण्यामध्ये
एकदम गलिच्छ असं होतं. मग तुम्ही नक्कीच निघून गेला असाल मग?
बाप रे! जेव्हा अ, असं ते बघितलं ना, त्याला तर आम्ही ते ५ -६ जे प्लेट होते ना त्याचे आम्ही पैसे दिले. पण त्याला सांगितलं हो, नाही-नाही निघालो नाही बरं का तिथून. त्याला सांगितलं आम्ही, "का बाबा, हे कोणाला देऊ नको आणि जर हे तू दिलं ना, खरंच तुझं नाव आम्हाला याला ग्राहक सेवा केंद्रामध्ये द्यावं लागल." कारण चुकीचं करत होता ना हो तो?
आणि निघून गेलात. रख दो. <chuckles> हां. हां. हो, हो, बरोबर.
असं झालं म्हटलं मग जाऊ द्या. मग तेव्हापासून ते पाणीपुरी वगैरे खाणं सोडलं, बाहेरचं खाणंच सोडलं.
एकंदरीत बाहेरचं खाणं असं म्हणजे टपरीवरचं किंवा बाहेरचं वगैरे असतं रस्त्यावरचं. ते बघितलं पाहिजे म्हणजे आपण असं लांबून आधी म्हणतो ना, असं नाही वाटत का तुम्हाला काय बघता? म्हणजे एकदम खाणं बाहेरचं बंद केलंत? का अ, असं काही अ, करता तुम्ही, काय बघता आणि मग खाता?
हो. नाही-नाही, मग जेव्हापासून ही अद्दल घडली ना मला, तर माझे घरचे आहेत ना एकदम स्वच्छ ठिकाणीच आम्हाला घेऊन जातात आता, नाही का? आणि पहिले तिथं आम्ही ते हायजीनचं बघतो, स्वच्छता तिथं कशी आहे? काय आहे? सगळं व्यवस्थित असेल तरच क्लीन्लीनेस म्हणतात ना ते असेल ना, तेव्हाच आम्ही तिथं जेवतो, नाश्ता वगैरे करतो अन् जर असं नसेल तर तिथं आम्ही नाही करत. असं सगळ्यांना नावं नाही ठेवत, आहे चांगल्या हॉटेल्स वगैरे हो, सगळे आहेत. पण काही-काही आहे आहेत ना असं, ते नाव खराब करतात, जेणेकरून नाही का? तर फक्त तुम्ही असं बघा का तुम्ही जिथं जाताय ना तिथली साहनिशा करा. ते व्यवस्थित आहे, का स्वच्छता तिथं आहे का नाही? असं आहे तिथं.
हं, हं. अच्छा. हां. हो. हो, हो. हं, हं. चांगलेवाले पण आहेत. हो. हं. बरोबर. आणि मग तसं पण, तुम्ही वर्किंग आहात का? म्हणजे कसं काम वगैरे अ, असतं का? मग त्यातून वेळ मिळून मिळत नाही वगैरे, तर असं. मग Swiggyचं वगैरे तुम्ही म्हणालात ना, जर पाहुणे आले, तरच घेतात. पण अशावेळेला वगैरे पण काही करता का असं?
हो. नाही, जर पाहुणे वगैरे आले आणि जर मला खरंच खूप घाई राहिली ना, तरच मी बाहेरचं आणते. नाहीतर बाहेरचं नाही, नाही, नाही.
नाही, म्हणजे पाहुण्याशिवाय सुद्धा, म्हणजे असं उत्सवात वगैरे तर आपण घरी करतो सहसा. पण असं कुठले अजून प्रसंग आहेत का, जिथे तुम्ही मग बाहेरचं असं खायला पुढे सरसावता?
हो, हो, हो. हो, हो, हो. आहे ना, अजून असे प्रसंग आहेत ना भरपूर, मेन प्रसंग कोणता, ब महत्त्वाचा सणाचा राहतो तेव्हा. सणाच्या वेळेस काय राहतं ना, अ, बाहेरचं अन्न ना, आम आम्हाला खूप गरजेचं होऊन जातं, कारण आमची जॉइंट फॅमिली आहेत ना.
अच्छा, अच्छा, अच्छा. ओके.
हो, तर, तर आम्ही सगळे अ, लोकं एकत्र झाले ना आणि मेन म्हणजे हे सण अ, सणाचा किंवा काही कार्यक्रम राहतो ना, तो माझ्या घरीच राहतो. अ, हो. तर 15-16 लोकं आहेत असे आणि जॉइंट फॅमिली, म्हणजे मी कसं सांगते तुम्हाला, अ, सगळे असे वेगवेगळे.
अच्छा. हं, हं. अच्छा, मग एकट्याला तुम्हाला करायला, मग ते अवघड जात असेल, एवढ्या जणांचं वगैरे?
हो. हो, हो. म्हणजे ते जमत नाही. नाही असं नाही सांगत का करायला अ, वेळ लागत नाही, लागतं त्याला वेळ आणि आम्ही आहे, 4 जाऊबाई आणि सासूबाई वगैरे आम्ही सगळे आहेत. पण ते कसं टाईम होऊन जातो ना त्याला? आणि मुलांकडे पण लक्ष देता येत नाही आणि सणामधले आपली दुसरी तयारी राहते, त्याच्यामुळे आम्ही बाहेरचे पदार्थ मागवतो.
हां, हां. हां, हां. ओह. हं. अच्छा, अच्छा. अच्छा, म्हणजे काय मागवता सणासुदीचं, तर आपण सणासुदीला जे खातो, जनरली ते वापरत अ, ते मागवत असेल ना? मग तेव्हा पिझ्झा वगैरे नाही.
नाही, नाही. अ, पिझ्झा वगैरे तेव्हा नाही. काहीच ते असं फास्ट फूड वगैरे काहीच नाही. आपली मस्त पुर पुरीभाजी म्हणा, नाही का? आणि
मग अच्छा, अच्छा. असं पण मग ऑनलाईन मागवता येतं?
हो मागवता येतं ना तुम्हाला. बघा, आपली पुरीभाजी म्हणू द्या किंवा तुम्हाला नाश्त्याला जर पाहिजे असेल, इडली-डोसा, वडा-सांबर वगैरे, ते पण तुम्हाला मागवता येतं आणि खाण्यासाठी बघा ना, तुम्हाला जर अ, शेवभाजी मागवायची असेल, ती पण येते. म्हणजे अशी भरपूर अन्न आहेत हो. हो, हो. हो, भेटतं.
आह. ते सगळंच बरंच, बर्‍यापैकी बरंच काय-काय मिळतं, म्हणजे असं नाही की फक्त फास्ट फूडच मिळतं. पण आपण बरंच, बरंच भेटतं, काय-काय. अच्छा. मग कसं
नाही, सगळं भेटतं. तुमच्यावर आहे काय खाता, <chuckles> त्याच्यावर डिपेंड करतं सगळं.
<giggles> अच्छा आणि अजून कुठले प्रसंग आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही मग बाहेर मागवता? फास्ट फूड वगैरे म्हणजे अ, असं काही बर्थडे सेलिब्रेशन्स वगैरे काही?
अ, सणासुदी जरा हो, हो, हो. तेव्हा लागतं ना ओ, बड्डे सेलिब्रेशनला तर बापरे! मस्ट आहे, आमच्या इथे. जेव्हा बड्डे वगैरे राहतात ना, तेव्हा मुलं इतके आग्रह करतात, का "आम्हाला चायनीजच पाहिजे, आम्हाला पिझ्झा पाहिजे, आम्हाला बर्गर पाहिजे, फ्रेंच फ्राईज पाहिजे." मग आम्ही काय करतो, बघा अ, हे लोकं काय आहे ना, आजकालची पिढी कशी आहे ना, ती आपण काढले ते दिवस, आपण आपल्या आई-बाबांचं ऐकलं. आपले आई-बाबा म्हणायचे, "हे करा," तर आपण करायचो, "हे नाही करायचं," तर आपण नाही करायचं.
हं, हं. हं, हं. हां. हे उलटं करतील. <chuckles>
हां आणि हे लोकं काय आहे ना, मी असं बघितलेलं आहे खूपदा. त्या लोकांना जर आपण आजच्या पिढीला आपण ह्या मुलांना नाही सांगितलं ना, "ए बाबा, ते नको करू, ते व्यवस्थित नाहीये," ते लोकं अजून जास्त करतील. असं आहे. आणि आमच्या घरचं तर आहेच. एक आहे असा एक नमुना आमचा, माझ्या जेठानीचा.
बरोबर, बरोबर. नाही. पण मग तुम्ही जे खाद्यपदार्थ जे बोललात, जी कुटुंबातील खाद्य परंपा परंपरा होती, जे आधी घरचं खात होता, म्हणजे भले आता तुम्ही ऑनलाईनसुद्धा पण घरचं फूड मागवू शकता. भले ते एकदम घरचं नसेल, घरच्यासारखं पण मागवू शकतो ना मग?
हां, हां. हो, नक्कीच. घरच्यासारखं मागवू शकतो आणि असे काही अ, आजी-आजोबा वगैरे पण असे इकडं बनवून पण देतात. असं नाही का फक्त हॉटेलमध्येच भेटतात. असे खूप सारे रेसिपी वगैरे आहेत, जेणेकरून करून म्हणजे असे ते नाही का मेस वगैरे पद्धती राहते. ते लोक पण देतात ना आणि चांगलं देतात, असं नाही का खराब देतात, चांगलच अ, स्वादिष्ट राहतं ते. हं.
खूप छान वाटलं, तुमच्याबरोबर ह्या गोष्टी जाणून. तुम्ही जसं खाद्य पद परंपरा तुमची जी बदलली, ते तुम्ही माझ्याशी शेअर केल्याबद्दल, खूप-खूप आभार.
खरंच मला ही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि पाणीपुरीसाठी खूपच धन्यवाद.
<laughs> धन्यवाद.
<giggles> <chuckles>